आपल्या मोबाईलला <humming> असे आवाज कधी-कधी येतात आणि मग आपलं लक्ष पटकन असं वेधून घेतात. हे असे नोटिफिकेशन्स, म्हणजे जरा असं त्रास किंवा जरा असं कॉन्सन्ट्रेशनला मधेच असं डिस्टर्ब केल्यासारखं नाही काहो वाटत तुम्हाला?
हो. हो. खूपच वेळेला वाटतं, म्हणजे अ, अगदी मी म्हटलं ना, की नाहकतेची जरूरत नसेल, तर ते फारच असतं.
अगदीच.
आणि अ, हं. याच्यातून खरंच खूप, आपण म्हणतो ना, की मन हे विचलित होत असतं. ज्याची खरंच काहीही गरज नसते, असं मला तरी वाटतं.
मग तुम्हाला असं नाही का वाटत, की हे जे नोटिफिकेशन्स आहेत, हे म्यूटच करून ठेवावेत, कारण बऱ्याच वेळा आपले ग्रुप असतात, WhatsApp ग्रुप किंवा एखाद्या ब्रँडचं आपण कधीतरी काही पर्चेस करतो, तिथे आपला WhatsApp नंबर गेलेला असतो. मग त्यांचे जे काही एडव्हर्टाइजमेंट जे प्रमोशन्सचे मेसेज असतात. मग ते असं नाही वाटत का, की कशाला हे? काही नको, सगळं अनसब्स्क्राइब किंवा बंद करून टाकावं किंवा कसं? म्हणजे तुम्ही काय करता? तुम्हाला काय जास्त त्रास देतो WhatsApp की ब्रँड प्रमोशन?
हो, हो. अ, नक्कीच म्हणजे WhatsAppचे देतात. आणि अ, जे ॲप्स असतात ना त्याचे पण म्हणजे सुरूच असतात नोटिफिकेशन, कारण त्यांचे काही ना काही जसं तुम्ही म्हटलात ब्रँडचे जे असतात त्यांचे सेल असतात, त्यांच्या काही ऑफर्स सुरू असतात. त्याचं सतत सुरू असतं. आणि मी तर म्हणेल की फक्त WhatsApp ग्रुप्सचे नाही, ब्रँडचे सुद्धा आणि जे बाकीचे पण येतात ना नोटिफिकेशन्स अजून काही त्यांचे ऑफर्सचे असतील तर, त्याचाही प्रचंड त्रास होतो.
बरोबर. अगदीच. मग असं नाही वाटत का, की हे कुठेतरी थांबवूया किंवा नाही पण असं थांबवलं, तर काही प्रॉब्लेम होतील वगैरे असं काही भळ भीती वाटते का?
अ, कसं आहे की अस म्हणजे नक्कीच माझं पण ते एडिक्शन आहे की अ, त्याचे अ, त्या फोनकडे सतत बघणं, नोटिफिकेशन आलं तर जे काम सुरू आहे, त्याच्यातून मग त्याकडे लक्ष जाणं. हे करणं. आणि अ, काय होतं की अ, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या पण असतात, म्हणजे जसं बँकिंगचे असतात, अ, माझ्या ऑफिसचे जे ईमेल्स असतात वर्किंगचे, ते पण खूप महत्त्वाचे असतात. तर कसं असतं ते बाजूला ठेवून पण चालत नाही. तर अ, पण याच्यामुळे मला असे बरेच त्रास झाले, कारण नाहक याच्याकडे जास्त लक्ष देणं आणि मग तो फोन हातात घेणं आणि मग त्याला ते स्क्रॉलिंग किंवा मग सर्चिंग करत असणं, याच्यामध्ये माझा खूप वेळ जायला लागला. आणि त्यामुळे काय झालं की तो
अगदीच. बरोबर. बरोबर. बरोबर. मग तुम्ही काय करता अशा वेळेस?
मी त्याच्यानंतर काय केलं, की अ, म्हणजे अ, तसं मी माझ्या भावाचं बघितलं, की अ, कारण त्याने ते केलेलं होतं. त्याचं असं कधी काही व्हायचं नाही, याचं मला खूप विशेष वाटायचं. म्हणून मग त्याने मला सांगितलं, की हे म्यूट करू शकतो आणि समजा जर तुला हवे असतील, तर अ, कसं असतं की तिथे असतं, की दिवसातून ह्या अ‍ॅपचे 2च नोटिफिकेशन येणार किंवा इतकेच येणार. हां, असे सेटिंग्स पण बऱ्याचश्या अ‍ॅपला असतात. म्हणजे अ‍ॅक्चुअली मी त्याला बोलली की मला शॉपिंगसाठी म्हणजे असतात ना, वेगवेगळे आपले अ‍ॅप त्याचे पण नोटिफिकेशन हवे असतात, कारण अ‍, म्हणजे सेल असतो किंवा काहीतरी असतं चांगलं.
बरं. हां, हां. अच्छा! अरे, वाह! हो. बरोबर, माहिती कळते आपल्याला.
आ, हां. तर मी त्याला बोलली की मला एकदमच म्यूट केलेलं नकोय. तर मग त्याने मला दाखवलं, की अ, काही-काही अ‍ॅप्सला अशी सुविधा असते की दिवसातून 2 किंवा हप्त्यातून एवढे. तर तू असं चेक करत जा, की तू कुठले केलेले आहेत.
ओके. अच्छा! म्हणजे हे एक चांगलं एक सांगितलत त्याच्यामध्ये ऑप्शन आहे म्हणून. पण मग असं होतं ना, की काही वेळेला आपण अ, अश्या प्रकारचे आपण म्हणतो की एक रिस्ट्रिक्शन्स घालून ठेवतो. पण कधी-कधी, काही वेळेला खूप इम्पोर्टंट गोष्टी गोष्टी असतात ज्या अं, आपल्याकडनं मिस होतात.
असं झालं. <chuckles> हां.
जसं कुटुंबातलं असेल एखादी इम्पॉर्टंट माहिती कोणीतरी शेअर केली आणि आपल्याकडनं ती मिस झाली कारण आपण ती म्यूट करून ठेवली आणि मग बऱ्याच वेळा ती काही वेळानंतर आपलं बघण्यात आली आणि पण तेव्हा त्याचा फायदा झालेला नसतो. कारण खूप वेळ झालेला आहे. मग असं कधी झालं का काही तुमच्याबरोबर?
हं, हं. बरोबर. अ, हो. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. म्हणजे समजा आता फॅमिलीचे किंवा अ, फ्रेंड्सचे जे ग्रुप्स असतात. त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात. आपण म्हणतो ना, की आपले नातेवाईक असतात, भाऊ-बहीण असतात, ग्रुप्स असतो. बऱ्याच वेळेला काहीतरी मिसअंडरस्टँडिंगमुळे काहीतरी खूप चर्चा होते, जी खरंच गरजेची नसते. तर 1-2वेळा असं झालेलं होतं, की म्हणजे अ, वाद नाही म्हणणार मी. पण असं ग्रुपमध्ये ती चर्चा चाललेली होती आणि त्याच्यातून एकमेकांशी असे आपण म्हणतो ना, आरोप लावणं किंवा हे करणं अ, सुरु होतं हां तर मग मी काय केलं, की काही अर्थ नाही याला, की माझं काम करणं मला गरजेचं आहे. माझं वर्क फ्रॉम होम होतं त्यावेळेस तर. तर मी ते म्युट करून ठेवले. पण त्यामध्ये माझं कधी नाव आलं आणि माझे रिप्लाय नाही गेले. त्याच्यामुळेपण खूप गैरसमज झाले आणि अ, ते नीट करायला पण मला बराच वेळ लागला. मग मी मेसेज करायच्याऐवजी सरळ फोनच केले आणि तो संवाद साधला, की नकोस तो त्रास म्हणून.
बरोबर. बरोबर, दोषारोपण चाललं होतं. बरं. बापरे! अच्छा. पण मग आता बघा, आता एक एक शब्द ना कानावर येतो. अ, डिजिटल डिटॉक्स. आतापर्यंत म्हणजे असं होतं, की आपल्याला बॉडीला डिटॉक्स करायची माहिती होती. पण आता डिजिटल डिटॉक्स म्हणून चाललेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपण थोड्या वेळासाठी सगळ्या मीडियापासून किंवा ह्या नोटिफिकेशन्सला वगैरे बाजूला ठेवून म्यूट ठेवून, दूर राहूया आणि थोडासा आपला मी टाईम किंवा फॅमिली टाईम देऊया. तर असं तुम्ही काही करता का म्हणजे स्पेसिफिकली?
हं, हं. हं, हं. हां, हां. तर हो, करते म्हणजे कारण मी पण आता म्हणजे त्या गोष्टीला थोडं प्राधान्य द्यायला लागली. कारण त्याच्यामुळे बराच अ, अ, त्रास होतो शरीराला मनाला आणि थोडा नातेसंबंधांमध्ये पण होतो, याचा मी खूप अनुभव घेतलाय आहे. त्यामुळे मी काय करते, की जर मी घरात आहे आणि जर घरात सगळे आहेत. तर मी तो फोन बाजूलाच ठेवते.
बरोबर. हं, हं, हं
पण म्यूट वगैरे नाही ठेवत. कारण माझं ऑफिसच वर्क खूप नेसेसिटी असतं ते आणि आजकाल कसं आहे थोडं ऑनलाईनच जास्त आहे. तर पण तो बाजूला ठेवते. जेवायच्या वेळेस आम्ही प्रयत्न करतो, की फोन आणि टीव्ही हा बंदच असावा. म्हणजे फोन घेऊन बसू नका आणि टीव्हीही सुरू ठेवू नका. मग सगळ्यांशी गप्पा मारणं, काय कसं चाललंय? किंवा विषय द दिवसाच्या विषयाचं, याच्यावर करतो किंवा मग जेवण झाल्यानंतर जर टीव्ही बघत बसलोय तर फोन नका घेऊ कोणी, आपण टीव्ही मधला काहीतरी आपण म्हणतो ना, अ, जो प्रोग्राम चालला तो एन्जॉय करूया त्याच्यावर काहीतरी बोलूया सुरू असताना. हां, असं आणि
बरोबर. अच्छा. अरे वाह! म्हणजे एक छान, हे तुम्ही असं जे आहे ना हे, अ, केलेलं आहे पण मग ह्याला घरच्यांचा सपोर्ट होतो का, कधी-कधी अपोज पण होतो?
अ, कधी-कधी अपोज म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कसं आहे, की थोडं माझ्या भावा-बहिणीचं असतं तसं, पण आता घरातले मोठे जर बोलले तर मग त्यांना ऐकून घ्यावं लागतं, की हो आपल्याला असं वागावं लागेल किंवा मग कसं होतं, की कधी-कधी ते असं घाई-घाईमध्ये जेवण करतात आणि मग रूममध्ये पळतात त्या मोबाईलसाठी. त्यावरही घरातले बोलतातच, की हे अशी-अशी जीवनशैली चांगली नाहीये. पण मग ते प्रयत्न करतात. कारण कसं आहे, की ते त्यांना राग आला म्हणजे थोडसं सांभाळून घ्यावंच लागतं.
बरोबर. बरोबर. अगदीच. बरोबर आहे.
पण मग अ, थोडंसं आता प्रत्येकाच्या मनानुसार थोडं चालत असं कधी-कधी नाही चालत. मग ती एक अडजस्टमेंट असते.
अगदीच अगदीच. पण मग असं कधी झालंय का की, तुम्ही त्यांना असं प्रूफ करून दाखवलंय का, की बाबा मी हे असं केलं म्हणून माझ्यामध्ये हे पॉझिटिव्ह चेंजेस झाला किंवा मला ह्याचा फायदा झाला तर तुम्ही ही करा. असं कधी तुमच्या पहिल्या निदर्शनास आलं का? आणि नंतर तुम्ही त्यांना सा सांगितलत का?
माझ्या ह्याच्यामध्ये तर नक्कीच बदल आलेला आहे, कारण कसं आहे की मी जॉब पण करते. तर अ, त्याच्या ह्याच्या मध्ये तो समतोल ठेवण्यासाठी या सगळ्याच गोष्टींचा खूप प्रभाव पडलेला आहे, पण त्यांचं कसं आहे? त्यांचं अजून तसं काहीही नाही आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं अ, मित्र-मैत्रिणी हा सगळ्याचा सगळा जो प्रकार चाललेला आहे, त्याच्यामध्ये ते बघतात, की हो असं तुझं छान चाललंय किंवा तुला फायदा होतोय. पण त्यांचं कसं आहे की आमचं जे चाललंय ते छान चाललंय, म्हणजे मोबाईलचा आम्हाला काहीतरी त्रास नाहीये त्याचा किंवा काय किंवा असं. तर तेवढं समजण्यासाठी त्यांची जी जनरेशन आहे ती अजून तेवढी नाही हे आहे, की त्यांना कुठले अ, आजार होत आहेत का? त्रास होत आहेत का? त्यांना काही बॅलन्स करायचा आहे? नाही, असं काही एवढं होत नाही, पण ॲप्रिशिएट असतं त्यांचं की हो तुझं छान आहे किंवा तू हे मेंटेन करते. अरे वाह! तू मोबाईल नाही घेते. अरे वाह! तू पुस्तक वाचते. तसं ते बोलतात, पण त्यांच्यात तो ते बदल नाही आणत काही, म्हणजे माझा तरी असा अनुभव आहे.
हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर आहे. पण मग त्यांना असंच अ, म्हणजे आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट बघ माझा हा जो परफॉर्मन्स होता, इथे हा होता आणि आज असा झालाय. म्हणजे थोडंसं असं आपल्या बाजूने वळवण्यासाठी तुम्ही अजून काही म्हणजे असं कधी टेक्निक लावल्या होतात का? किंवा आपले आजूबाजूला जसे आपले कलीग्स असतात. काही वेळेला नातेवाईक असतात, जे सुद्धा ह्या सगळ्यामध्ये खूप गुरफटलेले असतात. आपण बाजूला बसले तरी आपल्याला लक्ष नाहीये त्यांचं आपल्याकडे. मग अशा वेळेस जी सिच्युएशन आहे, ती कशाप्रकारे मग तुम्ही हे करता? आणि त्यांना अशा प्रकारे सांगता का, की हे केल्याने असं होऊ शकतं?
हं, हं. हो, हो. मी ऑफिसमधलं सांगू शकते. कारण कसं असतं, की जेव्हा ब्रेक होतो तेव्हा सगळे काही ना काही बोलत असतात, मोबाईलवर असतात. म्हणजे आपल्यातले काही बदल दिसतात मग जेव्हा ते विचारतात, की "अरे, तू मोबाईलचं हे नाही करत का किंवा मग आज तू "फ्रेश" वाटते किंवा तुझं अ, "परफॉर्मन्सवर" हा वेगळा काही फरक पडलेला आहे." मग त्यावेळेस मग मी त्या गोष्टी त्यांना सांगते, की "कसं ते मोबाईलचं तुम्ही बोललात, की "डिटॉक्स" चाललेला आहे. कसा तो कमीत कमी ठेवला पाहिजे. कारण डोळ्यांनाही त्रास होतो, त्यामुळे डोकंही दुखतं." मग त्यांना त्या गोष्टी पटतात. कारण ते पण त्याच्यातूनच चाललेले आहेत ना, मग ते प्रयत्न करतात, की अरे, हां, हे असं केलं पाहिजे किंवा जसं मी सांगितलं नोटिफिकेशनच्या त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि जर फोन वाजलेलाच नाहीये तर न बघता आपण गप्पाही मारू शकतो. असं, मग ह्या चर्चा होतात आणि जास्त करून बायकांमध्ये जेव्हा ह्या चर्चा होतात अ, तर तेव्हा त्यांना असं वाटतं, की हो. कारण त्यांना कसं आहे. म्हणजे आपल्याला कसं ही असतं, की आपण घरही सांभाळतो, घरातल्या जबाबदाऱ्या आणि ऑफिस पण. मग त्यांना ते पटतं, की अरे, वाह! हा, ही टीप चांगली आहे अ, घरी गेल्यावर मोबाईल बाजूलाच ठेवायचा, त्याला जास्त हात नाही लावायचा किंवा उगीच बघायचं नाही. आपली दुसरी काही कामं असतील तर त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं. मग त्यांना त्या गोष्टी आवडतात.
ठीक ना. बरोबर, बरोबर. अगदीच. वाह! बरोबर. हो. बरोबर. बरोबर. बरोबर. अच्छा. आणि आत्ता हे सध्याचं नोटिफिकेशन्स म्हणजे एवढं इम्पोर्टंट वाटतंय ना, की भलेही म्हणजे ते म्यूटवर असलं ना तर कुठेतरी अशी मध्ये अशी रुखरुख वाटते, की मी काही मिस करत नाही आहे ना? आणि मग ह्याच्यासाठी सुद्धा कारण हे म्हणजे माझ्याकडनंसुद्धा बऱ्याच वेळा झालेलं आहे, की मी नोटिफिकेशन म्यूट केलंय आणि नंतर माझी एक मैत्रीण येऊन मला म्हणते, "अगं तो सेल होता ह्याच्या ह्या-ह्या ॲपवर बघितलास का?" म्हंटलं, "मला माहितीच नाही" आणि मग ती काहीतरी दुसरं सांगत असते तिचं, की "मी हे घेतलं, ते घेतलं" आणि मग मनात माझ्या कुठेतरी, <tsk> "शी फुकट म्यूट करून ठेवला."
हं, हं. हो, हो. <chuckles> हो, बरोबर.
असा रिग्रेट कधी आलाय का हो?
बरोबर. नाही येतो असा म्हणजे जसं मी सांगितलं ना, की अ, मला सांगितलेलं आहे माझ्या भावाने त्या सेटिंग्सच वगैरे तसं. पण अ, जास्त करून काय होतं
बरोबर, हां.
तर असं झालेलं आहे, की काही बातम्यांमधल्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे अ, माझ्या मी ज्या फील्डमध्ये काम करते त्यांच्या बातम्यांच्या म्हणजे अ, स सरकारी याच्या याच्यामध्ये तर त्यांचे जे बातम्या असतात ना, त्या माझ्याकडून खूप मिस होतात आणि हे मला नेहमी माझी आई किंवा हो, ते सांगते, "तू वाचलं का? बातमी बघितली का? अ, असं असं आलंय." मग माझं होतं, "हो?" "हो, ती तारीख तर गेली." अरे बापरे! मग अ, मग मला असं होतं, की "अरे! हे आपण म्हणजे बातम्यांचं तरी असं ठेवलं पाहिजे किंवा कुठेतरी ते गव्हर्नमेंटच्या याचं तरी असं करून ठेवलं पाहिजे. नाहीतर मग असे आपल्याला प्रॉब्लेम्स होतील." तर मग अ, ते माझे असे बरेच मिस झालेले आहेत. तर मग तेव्हा मा मी जरा थोडी सतर्क झाली, की नाही, ह्या ॲप्सचे किंवा या पेज जे लाईक केलेले आहेत त्याचे अ, नोटिफिकेशन ऑनच ठेवायचे. तर असं झालेलं आहे बऱ्याच वेळा.
बरोबर. बरोबर. अच्छा. अच्छा. अय्या! बरोबर, बरोबर. बरोबर. खरंच, म्हणजे मला आता काही गोष्टी खरोखर नव्याने कळल्या, की जसं तुम्ही म्हणालात, की एखाद्या ॲपला स्पेसिफिक आपणचं द स्पेसिफिकेशन्स देऊ शकतो, की दिवसातून एवढेच नोटिफिकेशन पाठवा, कारण मी सरसकट म्यूट करत होते.
हं. हं.
आणि त्यामुळे जसं जसं तुमचं, तुम्ही म्हणताय, की न्यूजबद्दल तुमचे हे झाले, तसं माझे असे छोटे फार नुकसानात झालेले आहेत, की मैत्रिणींनी नंतर येऊन जळवल आहे, की बाई बघ-बघ मी हे घेतलं विकत आणि आता त्याची किंमत वाढलेली आहे म्हणून. की ती संधी निसटून गेल्याचं दुःख, होतं ते. आणि खरंच मला ना, आज खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि हे पण करता येऊ शकतं आपल्याला, की अशाप्रकारे अशाप्रकारे फिल्टर्ड लावून ही नोटिफिकेशन्स करून आणि जसं तुम्ही म्हणालात की इम्पॉर्टंट तुम्हाला जिथे खरोखर वाटतं की इथे क्वालिटी आहे. किंवा हे माझ्या खूप ...गरजेचं आहे, तर तिथे जे ते अ, सिलेक्टिव नोटिफिकेशन्ससाठीची जी तुम्ही ऑप्शन दिलेलं आहे ते चूज करणं, आय थिंक मला असं वाटतं की ते खूप चांगलं आहे. आणि मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी इथे बोलून. असंच नवीन-नवीन माहि
हो, हो, बरोबर. <chuckles> <chuckles> हो, हो. तर असतो तर असतोच बऱ्यावेळानं. हो नक्की. हं. हं. हो. तुमच्याशी पण संवाद साधून मला खूप आनंद झाला, म्हणजे खूप छान वाटलं. कारण त्या विषयावर आपल्याला एक नवीन काही तरी माहिती मिळते ना.
<chuckles> खूप-खूप तुमच्या म्हणजे तू माझ्या ज्ञानामध्ये थोडी भरच पडली, असं मी म्हणेल. आणि नक्कीच याच्यापुढे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे नोटिफिकेशन्स फिल्टर्ड करीन, की जेणेकरून सरसकट हातातून काही निसटून जाणार नाही.
नक्क. अ, हो, हो. मिस होणार नाही, अगदी बरोबर बोलतात आणि सेल तर नाहीच नाही. <chuckles>
<laughs> खरंच तुमच्या या नाहीच नाही, कधीच नाही. <laughs> खरंच, तुम्ही आज मला बहुमूल्य आज वेळ दिलात आणि माझ्या ज्ञानात जी काही भर घातली आहे, त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद!
<chuckles> ते हरिजन <chuckles> तुमचे पण खूप धन्यवाद. तुमच्याशी संवाद साधूत पण खूप छान वाटलं. धन्यवाद. बोलूया आपण.
खूप छान वाटलं. पुन्हा भेटू. धन्यवाद!
नक्कीच. धन्यवाद!